तर चहा तर आमचं फक्त निमित्त झालं आणि तिथे नेमकं होतं कॉफी आणि अ, मॅगी असं कॉम्बो होतं मस्तपैकी. तर अ, मग एक त्या दिवशी आम्ही पिलं म्हणजे कॉफी पिली एकंदरीत आणि आम्हाला दोघींना पण कॅफे मोका म्हणजे कुठलं जसं मी आपण विचारतो ना, एकंदरीत एका साईडला की कोणती कॉफी? तर मग आम्ही दोघी पण बोललो "कॅफे मोका" <chuckles> असं झालं आमचं दोघींचं. आणि मग अ, त्यांनी विचारलं मॅगी आम्ही बोललो मसाला. मग ते पण आम्ही सोबतच बोललो आणि मला वाटलं, की अरे चला, आपलं म्हणजे आपल्यासोबतचा आहे.
हो. बरोबर. हं, हं, बरोबर. हो का. हां. सोबत. हां. जे कुठेतरी सूर असे जुळले.
येस, येस. तसं झालं. आणि मग असं झालं, की चला आणि नंतर मग असं म्हणू शकतो की आमची शरीरयष्टी पण अशी थोडीफार सेमच होती म्हणजे हाईट थोडीफार सेम अ, हेअर्स थोडेफार सेम म्हणजे तिचे हेअर्स जसे लांब होते. माझे हेअर्स लांब असून ते कर्ली होते म्हणजे असं होतं आमचं एकंदरीत. तर मग म्हणू शकतो, की चला ह्या गोष्टी अशा थोड्या-थोड्या मॅच झाल्या. तर मग हळू-हळू रोज आम्ही आमची म्हणू शकतो, की आवडी-निवडी खाण्याच्या अ, त्या वेगळ्या होत्या आणि आम्हाला कपडे पण मेन म्हणजे सांगायचं झालं की सेम-सेम आवडायचे म्हणजे मला अ, कुर्ता वगैरे म्हणजे चॉईस आमची बऱ्यापैकी आणि नंतर असं झालं तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही दोघींनी पण एकच पॅटर्नचा कुर्ता फक्त कलर वेगवेगळा घातलेला. <chuckles>
ए सेम. ओके. हां, हां, हां. बरोबर. अरे वाह! <chuckles> म्हणजे अगदी बहिणी-बहिणींसारख्या तुम्ही तयार होऊन आलात.
तर मग असे सगळे बघत बहिणी-बहिणी हां, आणि येस आणि सगळ्यांना तुम्ही दोघी बहिणी आहेत का असं विचारायचे कारण का तसंच थोडंफार आमचं वाइब्स होतं एकंदरीत आणि मग विचारायचे.
ते आजकाल नाही का, स्लोगन येतं ब्रदर फ्रॉम अनादर मदर, सिस्टर फ्रॉम अनादर मदर अशी भेटली तुम्हाला. अरे वा!
येस, येस. तसंच, तसंच. येस, येस, हो. आणि आमचा जेव्हा तो अ, फिश पॉन्ड डे होता ना, एकंदरीत तेव्हा आम्हाला कोणीतरी असं आम्हाला एक चिठ्ठी पण टाकलेली, की ते जसं तुम्ही म्हणालात तसं की अ, टू पीसेस इन वन पॉड्स असं वगैरे लिहिलेलं आहे. अरे वाह! <chuckles> तर तसं काहीतरी व्हायचं आणि एकंदर मी दोघी सोबतच असायचो. म्हणजे इतकी आमची वाईब जुळायची ना अ, कॉलेजला असताना 3 वर्ष म्हणजे भरपूरच सगळं. म्हणजे एकंदरीत म्हणजे असं व्हायचं की अ, ती कॉल करत असेल मला की मी पण तिला कॉल करत असायचे. मग ते म्हणतात ना की आपला कॉल लागायचाच नाही.
हां, हां, हां. अरे वाह! आ! <chuckles> वाह! म्हणजे चांगल्या प्रकारची तुमच्या दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं एस्टॅब्लिश झालं आणि तिथे पहिल्याच ओळखीमध्ये असं जाणवलं, की ती बाबा आपल्या टाइपची आहे किंवा आपल्या लोकांमध्ये ही एक समाविष्ट होऊ शकते. मग ती मैत्रीण आजही आहे का तुमच्याबरोबर?
येस. आपली. ये येस. नक्कीच. नक्कीच.